हो, हो. मला आठवतंय ना, अ, जसं आता जानेवारी महिन्यामध्ये महिन्या महिलांचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम असतो ना, तर अशाच एका कार्यक्रमाला मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेलेली. तर अ, तिथे आता मग अ, हळदी-कुंकू म्हटलं तर नाश्ता वगैरे आलाच नाही का. तर त्यांच्या घरी ना, तिनी अ, इडली बनवली होती हां. तर ती जी इडली होती ना. मला तर मी मला तर इडली फार आवडते आणि मला असा गोड गैरसमज पण होता, की मला खूप छान इडली बनवता येते. पण पण ना, त्या हं. त्यांच्या घरची इडली खाल्ली ना, असं वाटलं, "अरे, मला तर काहीच नाही." <chuckles> म्हणजे इतकी चविष हो. म्हणजे माझा स्वतः बाहेर अ, बद्दलचा जो गैरसमज होता ना, तो खरोखरच दूर झाला इतकी अप्रतिम चव होती आणि व्यवस्थित असं ते बनली होती ना. म्हणजे ती चटणी म्हणा किंवा तो सांबार आणि इडली अशी लुसलुशीत, मऊ. खरंच खूपच छान जसं मी आत्ता सांगत आहे ना, आत्ता पण मला ती चव आणि तो त्या इडलीचा सुवास म्हणा किंवा लज्जतदारपणा माझ्या ना जिभेवर लोळतोय अक्षरशः.
हां, हां. न नक्कीच. अच्छा. <chuckles> अच्छा. <chuckles> तर हा <chuckles> हां, हां. अच्छा, तो गैरसमज नंतर समजलं का तुम्हाला? <laughs> अच्छा. अरे वाह! हं, हं, हं, हं. अरे वाह! <chuckles> नक्कीच, नक्कीच. बघा ना, आपण म्हणतो ना की इडली हा जो पदार्थ आहे, हा साउथ इंडियन आहे. तर मगला मला अ, हे जाणायला आवडेल की तुमची मैत्रीण ही साउथ इंडियन तर नव्हती ना? कारण की एवढी चांगली जी डीश बनवताय तर? नाही ना?
नक्कीच. नाही, नक्कीच, नक्कीच. नाही. नक्कीच, ती मराठी. हां, पण अ, मला तिच्या घरी गेले आणि तो जो सांबारचा सुगंध म्हणा किंवा इडलीची जी वाफ अ, म्हणजे तिने ते पात्र उघडलं आणि आपल्याकडे आपण कसं ना मैत्रिणी म्हटलं तर तिच्या घरी हक्काने किचनपर्यंत जातो नाही का. तर मला तो जो सुवास होता ना, अगदी म्हणजे तो हॉलपासून किचनपर्यंत घेऊन गेला असं म्हणता येईल.
अच्छा. हं, हं. बरोबर. हां.

हो, हो. सांभाराची पण रेसिपी विचारली होती ना, असं कसं काय सोडणार, <chuckles> ते का विचारल्याशिवाय. तर त्यांनी असं सांगितलं, की म्हणजे आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं कडीपत्ता आणि बाकीचे पण फ्लेवर मस्त होता. तर तिने काय केलं होतं ना, सांबारामध्ये शेवग्याच्या शेंगा असतात ना, त्याचे काही पीसेस टाकले होते म्हणजे काप करून आणि ती बटाटा टाकला म्हणत होती आणि थोडी चिंच आणि लिंबूचा थोडंसं रस, म्हणजे थोडंसं आंबटसर पण यायला हवं आणि बटाटा याच्यासाठी बटाटा आणि भोपळा की त्या, अ, सांभाराला थोडी गोडसर अशी चव आली पाहिजे म्हणून नाही का. आणि आता अ, मी विचारलं की इतकं सुंदर चव कशी काय झाली बा. मला तर मी बनवते तेव्हा नाही जमत. तर ती सांगत होती की "हिंग टाकायचं आणि थोडा रेडीमेड मसाला मिळतो सांभाराचा." म्हणजे वनिता आहे किंवा अशा ज्या काही कंपन्या असतात ना
हां. तेच म्हटलं <chuckles> आणि क हां, हां. हं. हां, हां. अच्छा. हां. हां, हां, हां. हां. अच्छा. तो स्पेशल अ, सांभाराचाच मसाला असं का?
हो, हो. नक्कीच. स स्पेशल सांबार मसाला. तर एकदम अतिशय अप्रतिम होती. आणि मी पण घरी येऊन ट्राय केला, म्हणजे आपल्याला वाटतं ना. <chuckles>
अच्छा, अच्छा. हां, हां. हां. मी तुम्हाला तेच विचारणार होतो, की तुम्ही घरी येऊन ते ट्राय केलं का आणि ती जमली का तशी का पुन्हा ते तिथेच तुम्हाला जावं लागेल इडलीसाठी? <laughs>
अ, नाही, नाही, नाही. अ, म्हणजे जमली असंही नाही म्हणता येणार, पण अ, नक्कीच माझी जी आधीची रेसिपी म्हणजे आधीची जी इडली बनत होती ना, त्यापेक्षा नक्कीच छान झालेलं होतं, पण कसं ना, मला तिथली जी चव होती ती माझ्या जिभेवर इतकी रुळली होती की परत पुन्हा मला माझ्या हातची इडली नाही आवडली. मला त्यांच्याच घरची इडली <chuckles> आवडते. तर आताही असं होतं हो, हो. म्हणजे आता तर कसं झालंय, की अ, आम्ही वर्षातून 2 तीनदा तरी भेटतो एकमेकींच्या घरी जातो, तर जेव्हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम असते ना, तेव्हा जी मला आमंत्रण द्यायला फोन करते, तेव्हा मी आवर्जून सांगत असतो, की नाश्त्याला ना आता मैत्रीण म्हंटल्यानंतर आपण हक्काने तर सांगू शकतो ना, तर तिला मी सांगते की नाश्त्याला ना प्लीज इडलीच बनवशील हां <chuckles> म्हणून.
हां. हं. हां. छान झाली ना. <chuckles> हां. <laughs> बरोबर. मग तुम्ही तिथे जात होता का असं ईडलीसाठी? अरे वाह! हं. हां. हो, हो. ते तर आहेच बरोबर. <laughs> किती छान. बरं तुमच्या घरी कधी काही पाहुणे येतात, कधी काही येतात. मग त्यांना पण असं सांगत असाल ना तुम्ही, की "बघा माझी मैत्रीण खूप छान इडली बनवते." मग ते पण म्हणत असतील, की "बोलवा मग तिला आमच्या घरी पण आता इडली बनवून ठेवून." असं काही झालेलं आहे का, काही मजेशीर गोष्ट अशी? हां.
हं. <chuckles> अ, हां, हां. म्हणजे आता कसं आपलं जसं लहान मुलं वगैरे असतात ना, तर त्यांना कसं आपल्या हातचं किंवा त्यांना तेच पदार्थ खायचे असते. सपोज आपण त्यांना विचारलं, की पाहुणे वगैरे आले की "बेटा काय खाशील?" समजा, आपले 2-3 दिवसाची मुक्कामी वगैरे पाहुणे असेल, तर अ, माझा जो भाचा आहे ना, नंदेचा मुलगा माझ्या, त्याला आलं की मी विचारलं, "बेटा काय खाशील?' तर त्याने एकदम "इडली" म्हटलं, तर आता मला त्याच इडलीची आठवण झाली होती ना, तर अ, "ठीक आहे बा म्हंटलं इडली बनवूया."
हां. हां. अच्छा.